तर आम्ही गेलो खरंच चिडून. दुसरी कम निघून गेलो. तो मागे-मागे आला आमच्या. पैसे अ, त्याच्या भाषेत सांगायला लागला, पैसा दो, पैसा दो. तर अ, मी म्हटलं, "किती झाले ते तर सांग ना मग नीट?"
हां, मग काय झालं? हं. हां. हां.
तर मग त्याने एक कागद काढला आणि त्याच्यावर लिहून दिलं.
हां.
आणि लिहिलं पण कसं त्याच्या भाषेत लिहिलं.
अरे बापरे!
तमिळमध्ये. आता ते अंक कसे वाचता येणार आपल्याला?
नक्कीच. मग काय?
तर मी म्हटलं, अ, "इंग्लिशमध्ये लिही कसं समजणार आम्हाला हे काय लिहिलंय आणि जोपर्यंत तू सांगत नाही, तोपर्यंत तुला पैसे तर कसे देणार आहे आम्ही? आम्हाला समजलंच नाही किती द्यायचेत ते तर."
हां. हो, मिळणारच नाहीये आणि एवढा म्हणजे स्वतःच्या म्हणजे स्वाभिमान केवढा तो अभिमान. अरे बा
हो, म्हणजे ओव्हर. ओव्हरच होता म्हणजे तो जरा आणि मग त्याने लिहिलं इंग्लिशमध्ये.
हां. हां.
मग आम्ही त्याला पैसे दिले.
अरे बापरे!
आणि मग मग आणि झालेलं असं की तो वेटिंगला होता आणि परत आम्हाला त्याच्यासोबत जायचं होतं कारण दुसऱ्या रिक्षा <chuckles> शोधायच्या कुठे तिकडे? आणि सगळेच अहो असे होते की आपण कसे असे हात दाखवतो रिक्षावाल्यांना, ना.
हां. हो, हो, हो, हो, हो. हं, नक्कीच. हो.
तर ते कुठे जाणार? हे पण ते त्यांच्या भाषेत विचारायचंय. म्हणजे आम्ही लिटरली Google स्पीकर ऑन करायचो आणि त्यांना सांगायचो, "बोला" आणि मग आम्ही Googleला सांगायचो, प्लीज ट्रान्सलेट धिस इन इंग्लिश.
हां. हां.
मग आम्हाला समजायचं की ते काय बोलतायत.
अरे बापरे! म्हणजे काय भयंकर आणि भन्नाटच अनुभव होता म्हणजे तुमचा हा. बापरे! मग असं एवढे पण असू शकतात, हे पहिल्यांदाच ऐकलं. मग असं जर मराठी लोकांनी केलं, तर नक्कीच आपली भाषा जतन व्हायला मदत होईल, नाही?
इतकं. हो, हो आणि अ, मग